त्यानी बाबाला सांगित ते मतलब जे ज्या कंपनीमध्ये तो काम करायचं ना फ्रीमध्ये आणि मग नंतर 5000मध्ये, तिथे बाबांनी त्याला लावून दिलं होतं, की तू हे शिक ह्यांच्याकडून, सर्व काम कर आणि जोपर्यंत हे नाही बोलत, की तू ह्यांना सोडायचं, तोपर्यंत तू ह्यांना नाही सोडायचं. तर हो, पाळायचा प्रयत्न केला. आणि कसं की आगर आपण त्या शब्दाला मान नाही दिला, तर आपण आपल्या बाबाबरोबरच गलत करतोय. आणि ही शिकवण आपली नाही. बरोबर? मग आपण आपल्या मूल्यांवर काय खरे उतरलो? तर मग त्या हिशोबाने दादा थांबला आणि मग त्याच्यानंतर त्यानी उडी मारली. असं.
हां, हां. ओके. म्हणजे शब्द दिला होता आणि तो तुम्ही शब्द पाळायचा प्रयत्न करत होता. हां, हां. ओके. ओके. बरोबर, बरोबर. हं, हं. अच्छा. म्हणजे आपण आपल्या शब्दांचा मान ठेवला अन् त्यांनी आपल्या यशाचं अ, मान ठेवला म्हणजे काय म्हणतात ना मार्ग दिला त्यांनी अ‍ॅक्चुअली.
हो. हं, तुम्ही निघा. तुम्हाला काही अ, त्रास नाही होणार. आणि मला असं वाटतं तुम्ही मला धोका नाही देणार, तुम्ही जा. तुम्ही पुढे वाढू शकता, तर तुम्ही पुढे वाढा.
अच्छा. अच्छा. छान आहे. म्हणजे किती अ, मस्त म्हणजे मुलगा पण यशस्वी झाला, म्हणजे नुसतंच हे नाही तर अनुभवनी आणि एका छान रेफरन्सने तो पुढे गेला असेल.
हो. हो.
नक्कीच, नक्कीच. अजून काय सांगता येईल तुम्ही? म्हणजे अ तुमच्याबद्दल काय असं घडलं की तुम्ही काही हं.
हां. माझ्याबद्दल तर काय घडलं माहिती का? <chuckles> मी ना कॉलेजमध्ये होतो. मग त्याच्यानंतर माझा प्लेसमेंट लागला तर माझी जॉब लागली.
हां. हां.
तर माझा ना काय झालं की आमची जो कंपनी होती ना ती पंप बनवायची. सबमर्सिबल पंप म्हणतात जो असं मोठ्या अ, असे अस अ, संप असतात ना, जो असे खूप मोठे गड्ढे असतात, या मग किंवा अ, समुद्र असतो त्याच्यामधू हो, त्याच्यामधून पाणी काढून दुसऱ्या आउटलेटमध्ये पाठवण्याचं काम असतं पंपाचं. तर ते सेंट्रीफ्युगल असे पंप बनतात खूप मोठे-मोठे. तर त्या पंपची फॅक्टरीमध्ये माझी जॉब लागली. आता काय झालं नेमकं की मा आता तिथे बाबा तर नव्हते ना, की, मी शब्द दिला की तू श आता इथेच काम करणार आणि हे-हे, असं काही नव्हतं. पण तिथे काय असतं ते बॉन्ड साइन करून घेणार होते. पण मी प्रोडक्शनचा होता. तर त्यांना असं होतं की प्रोडक्शनमधले लोकं ना असे आपल्या आपच पळून जातात, की खूप कामं असतात, खूप मेहनत असते. तर ते मला
अच्छा. बरोबर, हां, हां. अच्छा. ड्रेनेज, पाईपलाईन्स वगैरे असे. हां. अच्छा. हां, हां. हं. बरोबर, बरोबर. हां. हो, हो, हो.